बघा ना. कुठलंही काम करण्यासाठी आपण कितीतरी युक्ती, योजना तयार करतो. मग कधीतरी बघा आपण एक टू डू लिस्ट किंवा असं काही तत्सम ॲप्स आहेत. त्यामुळे तुमचं काम कधी सोपं झालंय का ओ?
हो. म्हणजे आपण अ, आपल्याकडे अ, भरपूर अशी छोटी-मोठी कामं असतात आणि असं विसरायला होतं. बऱ्याच जणांचे ड्यू डेट्स वगैरे असतात अ, की ह्या तारखेच्या आधी बिलं भरायची असतात. आणि आपण बऱ्याच कामांमध्ये बिझी असतो आणि ते राहून जातं. तर अ, ॲपचा तो एक फायदा होतो. म्हणजे पुस्तकातही आपल्याला लिहून ठेवता येतं, की मला हे करायचंय वगैरे असे आपण लिस्ट बनवू शकतो. पण हो, हो.
हं. बरं. हं. हं. आ, मी अ, मी तुम्हाला हाच प्रश्न विचारणार होते, की काय तफावत सांगाल तुम्ही, की आपलं एक साधं नोटपॅड आहे. ज्याच्यावर आपली आई, आजी नाही का? अ, बऱ्याच वेळा हिशोब मांडून ठेवायचे. तर मग या ॲपमध्ये आणि त्या नोटपॅडमध्ये काय फरक आहे? आणि तुम्ही कोणतं ॲप वापरता?
हं. हं, हं. हो. म्हणजे मी पण सुरुवातीला असं डायरीमध्येच वगैरे लिहायला सुरुवात केली होती, लिस्ट वगैरे आपण बनवतो ना, की अ, एक बॉक्स बनवायचा आणि त्यापुढे लिहायचं, की हे, हे आहे करायचं असं लिहीत होती आणि जसं होईल तसं त्याला टिक मार्क करत होती, की मग आपल्याला असं वाटतं ना अरे, बरेच अ, कामं झाली, आपण केलं. आपल्याला पण असं छान वाटतं बघून, की आपण हळू-हळू पुढे चालत चालत आहोत एखाद्या गोष्टीमध्ये. पण अ, मग जे अभ्यासामध्ये वगैरे होतं ना ते चालत होतं, की त्याला अ, पण एक नंतर अ
बरं. हं. हं. अरे वाह! हं, हं.
असं अ, प्रयत्न करायला लागले प्लॅनिंगमध्ये, की एवढ्या वेळेत हे केलं पाहिजे असं करायला लागले. कारण, की किती वेळा पण म्हणजे असं नाही ना किती पण ला कधीपण पर्यंत करू शकतो असं नाही ना आपल्याला एक काहीतरी लिमिट लावलं पाहिजे, की मला हे 2 दिवसात झालं पाहिजे. हां, हां, मग ते लावायला म्हणजे तशानी अभ्यासपण आपण अजून जोमाने करतो, की मला हे 2 दिवसात संपवायचं आहे वगैरे. हां, मग त्या हिशोबाने मग मी ॲप्स यूज करायला सुरुवात केली. मग तसे बरे
बरं. हं, हं. हां. त्याची एक डेडलाईन असते प्रत्येक कामाची नाही का? संपवायचं आहे. हो, हो. म्हणजे सुरुवातीला तुम्ही अभ्यासासाठी वापरायला सुरुवात केली तर?
हं. हो, हो. म्हणजे आपले किती अ, धडे असतात, विषय असतात, मग त्याच्यामध्ये अ, कितीतरी चॅप्टर्स असतात आणि त्याच्यात पण कधी-कधी आपल्याला असं असतं ना, की एखाद्या चॅप्टरला अजून एखादी गोष्ट बघायची आहे, कुठलं तरी प्रेफर करायचं आहे. मग ह्या गोष्टीचं एक अ, रिव्हिजन लास्ट मिनिट रिव्हिजनला काय करायचं आहे? मग हे आपण ते लिहून देतो ना, मग त्यासाठी मग अंदाज वोटिंग वगैरे करायचो, हां.
हं. बरोब वाह! वाह! म्हणजे जसं तुम्ही, अ, जसं तुम्ही वेळापत्रक बनवता. अ, तसंच तुम्ही हे असं काय म्हणतात, की टास्क लिस्ट बनवली, की एक अ, कुठचं काम कधी करायचं आहे? ते कधी म्हणजे आता 14 तारखेला सुरु केलं, तर ते 15 ला संपवायचं आहे. असं व्यवस्थित आखणी केली ह्याच्यामुळे नाही का.
हो. हं, हं. अ, हो. हो, हो. म्हणजे अंदाजे असं महिन्याचं आधी एक प्लॅनिंग करायचं, की मला हे एखाद्या महिन्यात 4 धडे अ, 5 धडे ह्याचे आणि 2 धडे त्याचे असे संपायचे आहेत आणि मग त्याच्यात मग आठवड्याचा प्लॅनिंग करताना मग ए, हे 2 दिवसात झालं पाहिजेल, हे एक दिवसात झालं पाहिजेल, हे 0.5 दिवसात झालं पाहिजेल, असं आपण प्लॅनिंग केलं तर मग त्याला आपण वेळेत पूर्ण करू शकेल. म्हणजे महिन्यानंतर बघूया म्हटलं, तर मग शेवटच्या महिन्याच्या आठवड्याला खूप ताण येतो.
हं. बरं. वाह! वाह! हं. छानच. नाही, नाही, बरोबर. अ, पण मला सांगा तुम्ही की एखादं अ, म्हणजे तुम्ही नोट्स वापरत होता, की एखाद वेगळं ॲप्लिकेशन वापरत होता? टू डू लिस्टचं?
हां. हां. मग ते ते आधी मी पुस्तकात करायला सुरुवात केली होती पण तेव्हा जेव्हा ड्यू डेटची गरजा वाटायला लागली ना की नाही असंच नोट्स करून फायदा नाही. आपल्याला एक त्याला अ, टाईम लिमिट ठेवली पाहिजे. आणि ते ट्रॅक करता आलं पाहिजे. मग ते ट्रॅकिंगसाठी मग मला आपले ॲप्स यूज करता म्हणजे त्याचा खूप फायदा झाला.
अच्छा! हं, हं. बरोबर. हां. तुम्ही सुरुवात केली.
हो, हो.
हं, हं. वाह, वाह, किती छान! मग कुठ कुठचं एखादं फीचर किंवा तुम्हाला सुरुवातीला अशा काय तांत्रिक अडचणी आल्या, मग तुम्ही रिमाइंडर वगैरे कसे सेट केले?
मग सुरुवात अ, पहिल्यांदा मी बरेच म्हणजे ॲप्स भरपूर आहेत. आणि त्याच्यात अ, Evernote किंवा OneNote किंवा Microsoftचे पण इन बिल्ट असे आपण जे अ, डेस्कटॉपवरचे पण ॲप्स आहेत काही इन बिल्ट आहे. Sticky Notes असेल किंवा Microsoftचं To Do लिस्ट असं काही तरी आहे. ते पण आहे. Googleमध्ये पण काहीतरी 'Keep' म्हणून आहे ते पण आहे. मग थोडंसं-थोडंसं असं नाही ना सगळंच एकदम नाही सुरू करता येणार. मग एखादी छोटीशी म्हणजे एखादा आठवडा ह्याच्यात ट्राय करायचं, एखादा आठवडा त्यात ट्राय करायचं नक्की काय-काय फीचर्स आहेत, काय-काय करता येतं? मग पर्सनल गोष्टी मी तिसऱ्यामध्ये गोष्ट ट्राय केली म्हणजे, आपले जे बिलं वगैरे भरायची असतात बघा. अ, लाईटचं हां.
हं. हां, हां. बरं. अकॅडमिक टूल्स. हो, हो. अगदी. हां. अच्छा. हं. अरे वाह! हं. म्हणजे 2- 2 तुम्ही गट केलेत. 1 पर्सनल आणि 1 अ, जे म्हणतात ना आपले जे बिलं किंवा आता तुमचे अकाउंटिंगचे असतात.
हां. पर्सनल हां. पर्सनल आणि एक अ, अभ्यासाचं वेगळं केलं. असं केलं आणि प्रोफेशनलचं मग Googleवरतीच ठेवायला लागली कारण की त्याचे लिंक्स वगैरे, मीटिंग लिंक्स वगैरे पण भरपूर येत होतं. मग ते Googleचं स सगळं सिंकमध्ये असतं ना. ते करायला मग आपलं सगळंच सोयीचं झालं.
हं, हं. बरं. वाह! पण तुम्ही असं म्हणताय की सोयीचं झालं. पण नेमकी तफावत सांगाल का? कारण आपण अ, जसं अ, तुम्ही अगोदर म्हणालात डायरी. पण मला असं वाटत ना, काही-काही वेळा डायरी कुठे ठेवली आहे, हे शोधण्यापासून सुरुवात असते, नाही का?
हं, हं. हं, हं. हो. <chuckles> तर फोन तर आपल्या हातातच असतो. म्हणजे अ, म्हणजे आपण बाकीचं म्हणजे पैशाचं पाकीट विसरू पण फोन नाही विसरणार, असं म्हणतो ना, तसं आहे. मग फोनमध्ये तर ॲप असतो, म्हणजे आपला डेस्कटॉपचा आणि फोनचा ॲपला सिंक पण करता येतं. जेणेकरून इथे जे अपडेट करते, ते मला डेस्कटॉप पण दिसेल किंवा बाहेर कुठे गेली तरी मी ते ऑनलाईन ॲक्सेस करू शकेन, असं असतं. मग आता डायरीत लिहिलं, की डायरी हरवली की गेलं. असं होऊन जातं ना? अरे कुठे गेलं, तर मग माझं काम अडकलं, असं या ॲप्समध्ये असं होत नाही, सगळीकडे सिंक असतं, इथे नाहीतर तिथे कुठेतरी भेटतं. लॉगिन करता सेपरेटली पण येतं असं. तो एक फायदा झाला. हं.
<chuckles> मग अ हो. मग काय फरक सांगणार? हं. हो ना. बरोबर. हं, हं. हो ना. हो. पण ती तुम्ही जेव्हा सवय बदलली, एक म्हणतात ना डायरीची पण एक सवय होती एक सुरुवातीला आणि मग अ, तुम्ही अचानक या ॲपवरती आलात. तर मग काय तुम्हाला असं भावनात्मक काही प्रवास झाला का, की अरे, असं म्हणतात ना, ते डायरीमध्ये आपण बऱ्याचश्या पर्सनल गोष्टी पण लिहितो, नाही का?
हं, हं. हो, हो. हो, हो. <chuckles> त्यात खूप फरक झाला. म्हणजे आपण अ, जेव्हा डायरीमध्ये लिहितो ना, आपल्याला कसं सुचतं वगैरे, म्हणजे एक अ, कलात्मक किंवा आपल्या हँडरायटिंगमध्ये सगळा पर्सनल टच असतं, त्याच्यामध्ये तो पर्सनल टच त्यात नव्हता. म्हणजे अ, ॲप्स जरा थोडंसं प्रोफेशनल किंवा एक अ, होतं, पण त्यात ऑर्गनाइज करायची सिस्टम पण वेगळी आहे. म्हणजे त्याच्यात अ, आता मी म्हणाले ना, जसं अ, परीक्षेबद्दल, म्हणजे अभ्यासाबद्दल केलं, तसंच माझं ऑफिस रिलेटेड पण होतं. मग त्याच्यात पण समजा असं असेल की काही जण, कुठले ईमेल करायचे आहेत, ह्या लोकांना फोन करायचे आहेत, चार लोकांना फोन करायचे आहेत, चार लोकांना ईमेल करायचंय, आणि काही अ, गोष्टी मला करायच्या आहेत, काही गोष्टी मला कुणाबरोबर तरी करायचे आहेत. मग ह्याचे मी वेगवेगळे असं सेटिंग्स ठेवले, की हां. म्हणजे ईमेल हे चार गोष्टी, मग त्यात आपलं स
बरोबर. हं. हं, हं. हं. ब हां, हां. वाह! वाह! सेटिंग्स ठेवल्या तुम्ही. म्हणजे कॅलेंडर वगैरे तुम्ही सगळं सिंक केलं.
अ, हां, म्हणजे ते पण करता येतं आणि हे पण त्याच्यामध्ये प्रत्येक ॲपमध्ये टाईप्स आहेत. म्हणजे असं नाही की नुसतं इमेल म्हणजे अ, टाइप्स म्हणतो ना, मेन इमेल, मग त्याच्यामध्ये चार माणसांची नावं हां, टाइप्स, सब टाइप्स, त्याच्यामध्ये अजून काहीतरी, म्हणजे अ, छोटे-छोटे टास्कला सब टास्क करता येतं ना. तुकडे-तुकडे हे एक आता जर अभ्यासाचं बोललं की अ, 4 विषय, प्रत्येक विषयाचे 10 चॅप्टर, चॅप्टरमध्ये पण 4-5 टॉपिक, म्हणजे हे जे असत ना हां.
हं. हं. म्हणजे फीचर्स म्हणू शकता तुम्ही त्यांच्या एक अ, स्पेसिफिक. हं, हं. तुकडे-तुकडे. हं. हं. म्हणजे. अ, कळलं, कळलं. म्हणजे एक अ, म मूळ तुम्ही जर एखादा विषय घेतला इतिहास. तर इतिहासामधले 10 धडे आणि त्या 10 धड्यांमधलं पण तुम्हाला नेमकं काय-काय वाचायचंय, कुठचं राहिलंय? तुम्ही कुठचं कंप्लीट केलंय, बरोबर?
हां. हं. हं. हां. अ, हो. आणि त्यातही म्हणजे कुठले प्रश्न वगैरे आहेत किंवा कुठलं अजून ड आपल्याला अ, काय म्हणतो डायजेस्ट वगैरे बघायचंय अ, पेपर वगैरे द्यायचंय. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या एका विषयाच्या आतमध्ये छोटे-छोटे सब टॉपिक्समध्ये आपण हे करू शकतो, प्लॅन करू शकतो.
हं. वाह, वाह! म्हणजे मी नक्कीच म्हणेन मग हे, तुम्ही आपण अ, जी रोजनिशी लिहितो, डायरी लिहितो, त्यापेक्षा ह्याच्यामध्ये बरेच अ, फीचर्स आहेत नाही का?
हं, हं. हां, ते एडिट करायला तिथे भरपूर अ, ऑप्शन्स असतात ना म्हणजे लिहिलं की गे अ, अ, ते परत खोडता येत नाही आणि परत आपण सगळं लिहू शकत नाही. मग ह्याच्यात कसं फ्लेक्सिबिलिटी ही होते, की अ, नवीन गोष्ट ॲड करायचे आहे, एखादी गोष्ट परत रिसेट करायचे आहे, लिहायचे आहे, कॉपी पेस्ट करायचंय. म्हणजे ते सोपं जातं ना फटाफट. एखादी लिंक आहे की मला ह्या क्लासला हे करायचं आता YouTubeमध्ये कुठेतरी सीरीज भेटली. त्याची ह्याच्यामध्ये लिंक पण सेव्ह करता येते, हे मला बघायची आहे. अशी हां, म्हणजे सगळं ते एकदम एका अ, अ,
ऑप्शन्स असतात. हं. हं. बरोबर. करेक्ट. बघायची आहे. हं. वाह! वाह! आणि एका मोबाईलमध्ये सगळं बघता येतं नाही का?
हो. मोबाईलमधून पण बघता येतं. जसं मगाशी म्हणाले सिंक केलं डेस्कटॉपवर बसलं, तर तेव्हा डेस्कटॉपवर बघ बघता येतं, मोबाईलमधूनही बघता येतं, कसंही?
सिंक केलं. हं. वाह! वाह! किती सुंदर. मग पण मला सांगा, जर अ, तुमच्या घरी तुमच्या आईला किंवा तुमच्या आजीला, आता बघा सगळ्यांकडेच फोन आहेत, पण अ, त्यांना आपल्या जुन्या डायरीची सवय असते.
हं. हं, हं. हो.
मग अशावेळी तुम्ही जर त्यांना काही शिकवायचं असेल किंवा इतरही कोणाला जर नव्याने सुरुवात करायची असेल, त्या अशा ॲप्सच्या उपयोगाची, तर तुम्ही काय सांगाल त्यांना? काय सल्ला द्याल?
अ प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्हाला पुस्तकच बरं पडत असेल तर ठीक आहे. पण जर रिमाइंडर्स वगैरे लावायचे आहेत किंवा खूप डिटेलमध्ये प्लॅनिंग करायचंय, टप्प्या-टप्प्याचं प्लॅनिंग करायचं असेल, तर तुम्ही नक्कीच अ, ॲप्स वापरायला सुरु करा. वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स आहेत. अ, काही कॉम्प्लेक्स ॲप्स पण आहेत. म्हणजे एखाद्या महिन्याचं ते स्टॅटिस्टिक्स पण दाखवतं की आपण काय ठरवलं होत, किती झालं, किती नाही झालं, किती राहिलंय, अजून कुठले रिमाइंडर्स आहेत, पुढच्या आठवड्यातले रिमाइंडर, पुढच्या महिन्यातले रिमाइंडर. हे बऱ्याच गोष्टी अशा आहेत.
हं. अगदी, अगदी. अरे वाह! हं, हं. हं, हं. बऱ्याच फीचर्स आहेत म्हणजे अशा ॲपच्या. आणि हं. अरे वाह!
हो, हो. त्यात प्रीमियम प्रॉडक्ट्स पण आहेत बरेच, जे मी नाही ट्राय केलेत. पण मला जे बेसिक्स आपल्याला लागतात तेवढे आहेत. बरेच आहेत कामाचे.
<chuckles> हां, म्हणजे बेसिकमधून जर काम होत असेल तर मग पैसे भरून का आपण
म्हणजे काही जणांना हवं असतं ना प्रोफेशनली की अ, म्हणजे एखादं खरंच प्रोजेक्ट महत्वाचा हँडल करत असेल. मग ते असतं ना, अ, अ, 15 महिन्याचा एखादा प्रोजेक्ट आहे आणि ते प्रॉपर हँडल करायचंय, वेगवेगळ्या लोकांबरोबर हँडल करायचंय. तर त्याचं पण अ, प्लॅनिंग अशा ॲप्समध्ये होतं.
हं. हं. अगदी. अ हं. पण मग जाता-जाता मी तुम्हाला, आता असं विचारते, की तुमच्या मानसिकतेवर ह्याचा कसा परिणाम झाला? कारण की अशा टु डू लिस्टमुळे आपल्याला प्लॅनिंग करायची, बऱ्याच गोष्टी प्रायोरिटाइज करण्याची सवय लागते. तर काय सांगाल याच्याबद्दल?
हो. त्यामुळे आपला फोकस वाढतो. म्हणजे आपण जे एकंदरीत डायरीमध्ये का असेना किंवा ॲपमध्ये अस अ, असेल तर एक फोकस वाढतो की आपल्याला नक्की काय अ, करायचंय. आपण किती वेळा असं करतो ना की जे महत्वाचं आहे त्याच्यात पण आपल्याला हे करता येतं जरी, आजचा दिवस बघता येतो. आणि त्यात सुद्धा आपल्याला इम्पोर्टंट काय आहे, असे मार्क करता येतात. मग आपोआप त्या दिवसाचे सगळे गोष्टी जे आपल्याला 5-10 गोष्टी करायचे ते दिसतात. आणि जे महत्वाचे आहेत ते इम्पोर्टंट म्हणून स्टार वगैरे मार्क केलेले आहेत काही ॲप्समध्ये, तर ते वरती दिसतात. हं.
हं. बरोबर. हं. हं. हं. अगदी. आणि ते तुम्ही, पूर्ण केले नाही त्याचेही काहीतरी नोटिफिकेशन्स येस्त येत असतील ना?
हो. मग ते पण आपल्याला अ, ऑटो रे रिशेड्यूल वगैरे असं पण करता येतं. कॅन्सल करायचंय किंवा रिशेड्यूल करायचं आहे. मग डायरीमध्ये ते परत कट काटछट होते ना आणि दुसरीकडे पुढे करायला लागते. मग ह्या रिशेड्यूलिंग वगैरे करायला सोपं जातं ह्याच्यात ॲपमध्ये.
करता येतं. छाट-छाट होते. हां, हां. हम्म. अगदी, अगदी. वाह! म्हणजे मला तर वाटतं, की अ, तांत्रिक हे ज्या नवीन संकल्पना आलेल्या आहेत त्यामुळे, डायरी तर अगदी महत्वाची आणि जिव्हाळ्याची होतीच. पण या टु डू लिस्ट ॲपने आपलं काम अधिक सोपं झालंय नाही का?
हं, हं. हो.
खरंच तुम्ही इतकी महत्वाची आणि असं म्हणतात ना, की आपलं काम कसं आपण व्यवस्थित आणि पद्धतशीरपणे करू शकतो, ह्याचं एक छान उदाहरण दिलं. तुमच्या आयुष्यातले किस्से मला सांगितलेत. खरंच तुमचे खूप-खूप धन्यवाद.
धन्यवाद. मलाही ही संधी दिल्याबद्दल, तुमच्याशी शेअर करण्याची संधी दिल्याबद्दल, खरंच खूप धन्यवाद.
भेटू पुन्हा.